हो ते फळ म्हणजे हापूस आंबा, है ना.
अरे वाह! छान.
हं. आणि हापूस आंबे तो माणसाने पेट्या आणल्या होत्या आणि मी अ, मागच्या ह्याच ह्याच उन्हाळ्यामधली गोष्ट आहे आणि खूप आंबे होते. तसा तो 800 ₹800 डझननी देत होता, पहा. आणि मला म्हटलं आता हौसच आहे खायची, तर चला जाऊ ते 800 गेले तर चालतील, पण आंबे खाऊन घेऊ.
हं. हो. हो. हो. बापरे!
आणि इतका वास दूर दरवळला होता ना, त्याच्या अ, गाडीच्या आजूबाजूला आणि त्या म्हणजे आजा अर्ध्या बाजारामध्ये तो वास येत होता. मला असं वाटत होतं. भरपूर लांबपर्यंत तो वास येत होता.
हो. विषयच नाही. हापूस आंबा म्हटलं म्हणजे त्याचा सुगंध तुम्ही कितीही, तुम्ही त्याला पेटीत पॅक करा तो येणारच बाहेर. <chuckles> त्याचा सुगंध तुम्ही म्हणजे नियंत्रित करू शकत नाही. आणि तो आपल्याला ओढल्याशिवाय राहत नाही. <chuckles>
हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. <chuckles> अगदी, मी आत्ताही मला तो अ, म्हणजे वास अ, म्हणजे त्याचं मी आठवण करू शकतो, की कशा प्रकारचा तो सुगंध होता. आणि
खूप छान आणि हं. हो. चांगलाच म्हणजे तुमच्या डोक्यात बसलाय तो वास. <chuckles>
हं, डोक्यात बसलाय खरचं. <chuckles> तर अ, काय झालं आहे नेमकं हं, बोला.
हो. आजकाल हं, काय म्हणताय?
हां, आजकाल काय?
काय झालं होतं? काय किस्सा होता?
आणि मग तो आंब्याचा राहिला होता ना किस्सा.
हां, हां. काय होता?
हं, हं. आणि मग मी म्हटलं ₹800 डझनने तरी घेऊन जावा. पण अ, पण आहे ना, नंतर काय आहे मी आंबे घेऊन गेले. तशाच प्रकारचे आंबे होते पण म्हणे तो नाही, तो द त्याने दुसऱ्या पेटीतला मला दिला. त्याने 12 आंब्याचा बॉक्स मला दिला तो. आणि मग मी तो बॉक्स घेऊन मी घरी आलो आणि दिसायला आंबे एकदम छान पण मला वाटलं यार याचा वास तसा येत नाही आहे. पण ठीक आहे काय काय नाही. आणि मी पाहतो तर काय माहिती आहे का. ते आंबे मी फो अ, कापलं आणि खायला सुरुवात केली. तर एकदम आंबट आंबा.
हो. अरे बापरे! हं. हो. हां. अरे बापरे! अरे, बापरे! एवढं म्हणजे सुगंध एवढा गोड येतोय आणि आंबा आंबट निघावा किती म्हणजे. अ, किती म्हणजे मनाचं हे झालं. हो ना.
नाही, नाही. त्यांनी फसवलं कसं मी सांगतो तुम्हाला. नाही, नाही, त्यांनी काय केलं, त्यांनी जे आंबे, हापूस आंबे होते, ते बाजूला ठेवले होते आणि त्यांनी विकत जो होता ते दुसऱ्याच पेटीतले विकत होता आंबे.
फसगत केली. हां.

तर मी ज्यावेळेस पाहतो, की या फळामध्ये नेमकं काय आहे. तर पहिल्यांदा आपल्याला अं, सगळ्यात जी पहिली संवेदना होती, ती नाकाच्याचद्वारे होती आणि आपण श्व म्हणजे त्याचा अ, हे ना, प्रत्येकाचा फ्रॅग्रन्स वेगळा राहतो किंवा त्याचा सुवास वेगळा असतो. आणि पहिल्यांदा आपण पाहतो की ना, आपले पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय जी असतात, त्याच्याच्याचद्वारे आपण एखाद्या गोष्टीची अ, ही कल्पना करतो, की हे कशा प्रकारचं असू शकतं, ओळख. हं. तर अ, फळ खाण्यासाठी तुम्हाला 3 ज्ञानेंद्रियाची गरज असते, ती म्हणजे सुवास आणि चव अ, ह्या 2 गोष्टी आणि पाहणं. आपण त्याचं टेक्स्चर पाहतो. म्हणजे हो, हो, मग स्पर्श पण करतो. परंतु जर लांबून जरी पाहायचं, तर ह्या 3 गोष्टी आपण करतो अन् नंतर स्पर्श करून खाऊन टाकतो मग एखादी गोष्ट. तर अ <chuckles>
हां. हो. हो. ओळख वगैरे. हो, हो, हं, हं. हां, म्हणजे स्पर्शही म्हणता येईल ना, आपल्याला. स्पर्शाने, हो. हो. हं. अरे हां, हो. <chuckles> बाजारात असं कधी झालं आहे का हो तुमचं, की म्हणजे फेऱ्या मारताहेत तुम्ही किंवा काही शोधता आहे भाजीपाला वगैरे, फळं घेता आहे. तर मग कोणत्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद देतात त्यावेळी, की तो जो मोलभाव करतात किंवा मग ते म्हणतात ना, की गर्दी आहे बाबा खूप. ती त्याची गंमत वाटते? का घेणारे विक्रेत्यांची गंमत असं, म्हणजे काय त्या स्थानाविषयी काय खास वाटतं तुम्हाला?
हं, हं. हं, हं. हं, हं. हे पहा, त्याच्यामध्ये एक अ, समजा आपण पहिल्यांदा फळं वगैरे पाहतो किंवा त्या ठिकाणी लोकं अन् मला हिशोब करणाऱ्या लेडीज खूप अ, अ, मी लक्ष देतो, ज्यावेळेस अ, हिशोब चालू असतो ना, मी पण एखादी गोष्ट घेत असला हं, हं, हं. तर त्याच्यामध्ये काय राहतं, "दादा, करून टाक ₹5. तो त्याने पहिलाच भाव कमी केलेला असतो अन् तो मग तिकडे पाहतो, "नाही, नाही, नाही, होऊ शकणार." "नाही, मग ₹4 तरी कर. <laughs> अरे अरे, बाबा तुम्हाला <chuckles> पैसा न्यायचाय कुठं एवढा मला ते समजत नाही आहे आणि त्या त्या बिचाऱ्याचा पैसा ढापून नेता आहे तुम्ही, म्हणजे ना आणि कोणाचा हं.
हो. म्हणजे मोलभाव आवडतं तुम्हाला म्हणजे एकूण. हां. हां. <laughs> हं, फारच गंमत असते अ, ती, हो, हं. अगदी खरं आहे. बिचारे पोटपाण्यासाठी एवढं मेहनत घेतात आणि लोकं त्यांच्या जवळ मोलभाव करतात आणि सरळ मॉलमध्ये जाऊन जेवढी किंमत असेल, तेवढ्याच्या वस्तू घेऊ शकतात आणि इथेच मोलभाव हो.
हं, हं. बरोबर.

अ, कसं असतं ना आपण म्हणजे एखाद्या वेळी बाजारात जातो, अ, तिथे वेगळी-वेगळी फळं ते बघा आपल्याला टेस्टिंगला देतात की चाखून बघा असं. तर मग फळं चावताना किंवा बाजार फेऱ्यातला आनंद तुम्हाला कसा जमतो? तुम्ही कसा आनंद अ, म्हणजे लुटतात त्या गोष्टीचा? काही आठवणी आहेत का त्याचे?
हो. ते पण हो. बाजार म्हटलं की मला 3-3 प्रकारची लोकं आवडता आठवतात आणि ती एक म्हण आहे पहा "हौशे गवशे आणि नऊशे." म्हणजे <chuckles> मी बाजार बाजार फिरताना काय राहतं माहितीये का? कुणी हौशी पोटी फिरतंय, आहे ना? आणि त्याला हौशी म्हणतात आणि आणि एखाद्या वेळेस अ, एखादा मोठा बाजार असतो. मग तिथं म्हणजे, अ, नवशे म्हणजे तिथालचा एखादा देव वगैरे असतो किंवा ते अ
हो. हो. हो का, नाही? म्हणजे मी पहिल्यांदा ऐकते. मला ती म्हण ही समजून सांगा काय आहे? <laughs> हं. अच्छा. हां, असं. असं हां. हां.
अ, पग त्या ठिकाणी आलेले असतात. नवश्यासाठी आलेला आणि गवशे म्हणजे हे चोर लुटारू लोकं असतात. <giggles>
हां, ते कळलं नवसाचं. हां. अरे, अरे वाह! छानच आहे ही म्हण. मला पहिल्यांदा कळलं, म्हणजे मी पहिल्यांदा ऐकली. सो छान आहे हो.
अच्छा. हं, हं. तर आम्हाला बाजारामध्ये काही लोकं घेणारेही दिसतात, कोणी के टाईमपास करणारे दिसतात किंवा कोणी फिरणारे पण दिसतात. त्याच्यामध्ये आपण जर असलो तर आपण फळांची चव नेमकं घेतो आणि महत्त्वाचे म्हणजे फळच आपल्याला आकर्षित करतात ते बाजाराकडे, का बरं? ज्यावेळेस अ, उन्हाळा लागतो. त्यावेळेस आंबे येतात आणि आंब्याचा तो सुवास इतका दर्द घोळतोना त्या बाजाराच्या जवळून जरी गेलं ना तरी ते आपल्याला आकर्षित करतं बघा. हं, हं.
हो. हो. हां. अगदी खरं आहे. अरे! हं. हो. म्हणजे ज्याला घ्यायचं नसेल तो ही विचार करतो. घेऊन घेऊ का घरासाठीचं? <laughs> हं, हं. तर मग म्हणजे तुम्ही अ, मला असं विचारायला आवडेल की तुम्ही जे फळं चाखून बघणार किंवा चाखताना तुम्ही आधी काय लक्षात घेतात? त्याचा चव की सुवास किंवा मग त्याचं टेक्स्चर वगैरे? का रंग म्हणजे मला थोडं सविस्तर सांगणार का याविषयी?
हं. <laughs> खरं आहे. पण जे हं, हं. हं, हं, हं.